नक्कीच, नक्कीच. म्हणजे आपला जर जो अ, वाय असतो हा जर अ, एकदम स्ट्राँग असला ना, तर माणसाला प्रत्येक टाईमाला जेव्हा त्याला विचार येतो की आता आपण थांबलं पाहिजेल. तर तो त्याचा वाय त्याला पुढे ढकलण्यात मदत करतो की नाही नाही अजून तू तिथपर्यंत पोहोचलेला नाही. तुला अजून पुढेपर्यंत जायचं आहे, तर नक्कीच आपण खूप अ, चांगल्या रीती याच्याबद्दल सांगितलं. आणि जेव्हा आपण ही गोष्ट आपल्या जीवनात अ, लावायला सुरुवात केली, याचा वापर करणं सुरुवात केला, तर आपलं जीवन कुठल्या पद्धतीने, बदललं. याबद्दल थोडं आम्हाला सांगा?
हो. बरोबर. हां. हो. अगदी. बरोबर. अ, म्हणजे अ, किती जण परीक्षा देतात तर काहीतरी मेरिटमध्ये येण्यासाठी देतात. अ, आणि मग किती वेळा असं होतं की एखादी अवघड गोष्ट आपण घेतो म्हणजे मी एक प्रोफेशनल एक्झाम द्यायला प्रयत्न केला आणि असं झालं की मी आणि माझे 4-5 मैत्रिणी आहोत. आम्ही ती प्रोफेशनल एक्झाम देत होतो ती अवघड होती. अ, सहसा 1%-2% निकाल लागतो अशी ती परीक्षा होती. पण त्यात टिकून राहणं शेवटपर्यंत खूप अवघड होतं. पण माझं त्याच्या पाठच कारण जे होतं मला म्हणजे नुसतं परीक्षेपुरतं नाही शिकायचं होतं. मला त्याच्या पाठच जो अभ्यासक्रम होता म्हणजे त्या पाठच जे मिळणार होतं ज्ञान ते माझा खूप अ, जिव्हाळ्याची गोष्ट होती. मला ते हवंय, मला ते समजून घ्यायचंय. मला त्यातून काहीतरी करायचंय त्यातून पुढे जायचंय. असा माझा हेतू होता.
हं. बरोबर. हं. बरोबर. हं. बरोबर, बरोबर. हं, बरोबर. हं. हं. हं. अरे वाह! खूपच छान.
हो आणि त्यामुळे हो, आणि त्यामुळे मग कधी असं म्हणतो ना, किती जरी त्यातून नापास झालो पेपर अवघड गेले. तरी पण परत-परत अ, पुढच्या वेळेला उभं राहून प्रयत्न करण्यासाठी अ, वेळ घेत होते, असं नाही की नापास झालो तर लगेच दुसऱ्या दिवशी उठलो असं नाही. मग थोडासा थोडसं दुःख होतं, शांत होतो, थोडासा विरंगुळा केला जातो, त्यातून बाहेर पडून परत नवे नव्या जिद्दीने म्हणतो ना, मला ते करायचंय
नक्कीच, नक्कीच हं. हं, हं. हं. बरोबर. बरोबर. हं, हं. नवीन सुरुवात आणि नवीन उत्साहाने, उमंगाने आपण केलीच पाहिजेल.
हां. हो.

अ, म्हणजे फुलपाखरूचं एक अ, उदाहरण आपण नेहमीच ऐकतो, की ती एक जशी आधी अळी असते आणि अ, नंतर ती त्या अ, खूप काय म्हणतो, तिच्याभोवती जे एक अ, गोष्ट तयार करते, एक घर म्हणजे ते काय म्हणतात ना, एक पापुद्रा तयार करते हां, हां, हां. हो, हो. आणि त्यातून ती ते कष्टाने जेव्हा बाहेर पडते, तिचे जे सुंदर असे पंख असतात, म्हणजे आपल्याला पण, एखादी सुंदर गोष्ट हवी असेल, मार्ग करायचा असेल, मग त्या प्रत्येक गोष्टीमध्ये थोडंसं स्ट्रगल ही गोष्ट येते. थोडे खटाटोप करावे लागतात आणि जेव्हा ते खरोखरच खटाटोप अ, आपण करतो, म्हणजे ज्या अडचणी असतात ना, तेसुद्धा आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकवून जातात. तर तिची ती अडचण होती, काय आहे की त्या लार्वामधून बाहेर पडायचंय, त्यामुळे तर तिच्या त्या पंखांमध्ये ते वेगवेगळे सुंदर रंग येतात, त्यामुळे ती तेवढी सुंदर दिसते ना फुलपाखरू.
हं. बरोबर. हं. ते लार्वा आणि प्युपा आपण त्याला म्हणतो. हं, हं, हं, हं. नक्कीच, नक्कीच. हं. हं. नक्कीच, नक्कीच. हं. बरोबर, बरोबर. म्हणजे तेच ना, की तुम्ही त्या फुलपाखरूच्या जीवनामधनं जे कष्ट होतं, जसं ते त्या अ, लार याच्यामधनं बाहेर निघाले, म्हणजे आपण त्याला अगदी म्हणायला गेलो तर कॅटल कॅटरपिलर पहिले म्हणू. आणि त्याच्यामधनं ते बाहेर निघालं आणि असं सुंदरतेने असं रूपांतर घेतलं स आणि निसर्गाचा एक अद्भुत असा नजारा आहे, फुलपाखरू आपण म्हणायला गेलो. तर खूप छान.
हां. हो. हो, हो. हो. <chuckles> किती सुंदर अ, असे पंख असतात त्यांचे. म्हणजे काही असे, म्हणजे एकदम अ, असे ब बघत राहावे, असे अ, फुलपाखरूंचे रंग असतात. मग खरंच आपलं पण जर यश असं हवंय, की अ, बघत राहा म्हणजे आपल्याने पण दुसऱ्यांना प्रेरणा मिळेल एवढं होऊ शकतं. पण आपल्यालाही तेवढे कष्ट नक्कीच करावे लागतील आणि त्या कष्टाला हं.
हं, हं, हं, हं. नक्कीच, नक्कीच. हं. बरोबर, बरोबर. तर, हं, तर आता आपण अ, ल लोकांसाठी काय लोकांना सांगणार, की अशा कीत सोप्या स्टेप्समध्ये आपण सांगा, की लोकांनी जर स्वतःच्या जीवनामध्ये अ, प्रेरणा घ्यायची असेल, तर कुठल्या गोष्टींपासनं घ्यायला पाहिजे आणि प्रत्येक ठिकाणी आणि त्यांना आपल्या जीवनामध्ये कसं लावलं पाहिजे?